अरे बाबा <chuckles> काय करणार खूप काही करावं लागत, म्हणजे मी काय सांगू तुम्हाला माहिती आहे का, माझी ना, नाईट शिफ्ट असते आणि काय आहे माहिती आहे का, माझी मुलं खूप लहान आहेत एक तर अगदीच लहान आहे तर अ, लहान मुलांना सोडून आई बाहेर जाईल जाऊ नाही शकत ना, त्यांना सांभाळायला आपण घरात कोणी नाहीये, मी आणि माझे मिस्टरच असतात. तर त्यामुळे काय काम पण करायचं असतं तर म्हणून मी वर्क फ्रॉम होम घेतलंय आणि मी रायटर आहे. तर ज्या कंपनी सोबत मी कॉन्ट्रॅक्ट केलाय ना, रायटिंगचा ती यू-एसची कंपनी आहे आणि त्यामुळे काय होतं की ते त्यांचा डे टाईम म्हणजे आपली रात्र.
<chuckles> हो का? अरे वाह! हो. हो. बाप रे! हो. हो.